मग किती पटक्यासारशी असं होतं ना, म्हणजे जास्त हे पण एफर्ट्स पण घ्यायला लागत नाहीत त्याच्यामध्ये.
हो, आ ऑलरेडी बनलेलं असतं ना, तर 5-10 मिनिटात होऊन जातं ते स्वयंपाक लगेच.
अच्छा-अच्छा. आणि मग हां. आणि मग जर समजा पोळ्या वगैरे राहिल्या, तर तो पोळ्यांचं काय करतीस मग तू?
अशा अजून हां. अ, पोळ्या राहिल्या ना, तर पोळ्यांचं आमच्या इथे चहासोबत खूप आवडतात ते क्रिस्पी तळलेल्या पोह्या पोळ्या असतात ना, तर अ, ते आम्ही काय करतो सकाळी मस्त ते त्याचे 4 तुकडे करतो एका चपातीचे, पोळ्यांचे आणि मस्त ते तेलामध्ये फ्राय करतो आणि ते क्रिस्पी एवढं छान लागतं ना चहासोबत खायला आणि जर अं, हां आणि जर तुम्हाला तसं नाही आवडत असेल, तर मी काय करते मला तर चहा नाही आवडत, तर मी नाही खात. मस्त पोळी घ्यायची आणि सकाळची एखादी भाजी बनवलीच असते आपली. कोणती पण भाजी असून द्या कोबी, बटाटा किंवा सुक्या भाज्या. आणि त्यामध्ये मस्त ती भाजी टाकायची एका साईडला आणि चीज अ, चीज असतं ते टाकायचं थोडासा मसाला काही ॲड करायचा असेल चाट मसाला वगैरे ते थोडंसं स्प्रेड करायचं आणि ते पोळी आणि अशी फोल्ड करायची म्हणजे अशी अर्धी म्हणतो ना आपण एकावर एक घडी टाकायची. आणि मस्त तव्यावर तूप टाकून मस्त क्रिस्पी करायची आणि ते चीज काय होतं मेल्ट होतं त्यामध्ये आणि ते एकमेकांना ते जॉईंट होतं, चिक चिकटतं. आणि मग ते खायचं. एवढा छान लागतो ना तो पराठ्यासारखंच फील येतं पण एकदम क्रिस्पी आपण म्हणतो ना तशी टेस्ट लागते तसं पण आपण बनवू शकतो.
बरं. हां. हां. हो. हां. हां. हां. हां. हां. हां. हां. हो, हो, हो, हो. बरं. हां. बरं. अच्छा. हां, हां, हां, हां, हां. अगदी मस्त, हो. करून बघायला काही हरकत नाही म्हणजे आत्ताच पाणी सुटते तोंडाला. <chuckles> हां, हां. आणि मग अ, आपण अन्न तयार करताना कोणत्या गोष्टींवर ल विशेष लक्ष देता मग?
नक्कीच. हो.

हो, हो, हो, हो. बरोबर म्हणजे ते प्र
हां. आणि मस्त त्याच्यात आणि कोथिंबीर वगैरे टाकायची त्यामध्ये आणि मस्त ते बॅटर मिक्स करायचं आणि त्याची ना अ, अशी पोळ्या टाईप पातळ म्हणतो ना चपाती अ, लाटायची आणि त्याची अशी काप करायचे त्रिकोणी, वगैरे चौकोनी आणि ते तळायचे. ते पण आपण चहासोबत असे क्रिस्पी म्हणतो ना अ, खाऊ शकतो
हां. हां. बरं. हां. हां, म्हणजे पाटवड्या टाइप वगैरे असं म्हणायचंय का तुम्हाला?
अ, पाटवडे नाही. अ, ते असं चहासोबत खाण्यासाठी क्रिस्पी असे असतात ना चिप्स टाइप, तसं ते खायला होतं. हं. त्या पा हां, तळल्यामुळे. तर तसं पण आपण ते करू शकतो.
बरं, बरं, बरं, बरं. अच्छा-अच्छा तळल्यामुळे. हां. बरोबर. आता को समजा कोण आता प्रवासाला वगैरे जाणार असेल ना, मग ते ऊ प्रवासाला जाताना पण अन्न घेतात. मग ते 2-3 दिवस टिकवण्यासाठी म्हणजे काय बेसिकली तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये?
हो. अ, आपण 2-3 दिवस टिकण्यासाठी आपण मेथीचे जे थेपले असतात ते देऊ शकतो. त्यामध्ये कसं ते गव्हाचं पीठ असतं आणि त्यामध्ये मेथी वगैरे चिरून टाकायची, पण त्यामध्ये ते बनवताना ना लक्षात ठेवायचं त्यामध्ये दही टाकायचं त्या थेपल्यांमध्ये. दहीमध्ये अ, एक दहीमुळे एक टेस्ट पण छान येते त्याला आणि ते आठवडाभर टिकतात मेथीचे थेपले.
हां. हां. हां, बरं. हां. हो, आठवडाभर टिकतात. बाप रे! अच्छा-अच्छा.
हो, टिकतात. कारण की आमच्या इथे कसं सारखं ट्रॅव्हलिंग असतं अ, राजस्थानला जायचं वगैरे त्यामुळे ते सगळं तेच प्रिफर करतात आणि त्या आरामशीर आहे आणि कधी पण खाल्लं तरी चालतं आणि त्याला मस्त पॅक करून ठेवलं ना आपण, काय करायचं आणि पॅकिंग करताना एक लक्षात घ्यायचं. ते थेपले आहे ना असे 3-3 च्या ह्यांनी 4-4 जेवढे आपल्याला खायचे असेल ना, तशी वेगवेगळी पॅकिंग करायची आहे त्याची म्हणजे तो एकदा पॅक ओपन केला ना, तर तेव्हा संपवायचं, संपवलं पाहिजे हां. मग शक्यता कमी असते. त्याला एअर हां, हवेच्या कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये येऊन नाही द्यायचं लवकर. मग ते आठवडाभर आरामशीर राहतं.
हां. हां. हां. हां. हां. सगळा संपवलाच पाहिजे म्हणजे खराब व्हायची शक्यता कमी म्हणजे वाह! हां, म्हणजे हवेत बरोबर, मग अ, असं तुमचा कुठला आवडता पदार्थ आहे, म्हणजे त्याच्यावर रिलेटेड तुम्ही काही खास आठवण वगैरे अशी सांगू शकता का?
हो, मला ना तळलेला जो भात असतो तो खूप आवडतो. रात्रीचा जो तळलेला भात आहे आणि त्याला काय करते मी सकाळी मस्त तो भात फोडायचा पहिले, कारण की तो असा हे होतो ना आपण कुकरमध्ये वगैरे बनवतो आणि मस्त तेल अ, टाकायचं कढईमध्ये, मस्त जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा मस्त फोडणी द्यायची आणि त्यामध्ये अ, कांदा टाकायचा उभा चिरून आणि मस्त टोमॅटो टाकायचा मस्त ते फ्राय करायचं छान आणि मस्त त्याला कलर आला ना आणि त्यामध्ये सगळे आवडीचे मसाले टाकायचे आणि थोडंसं बिर्याणी मसाला जरी ॲड केला ना आपण, त्याला एक वेगळी टेस्ट येते आणि तो भात त्यात टाकायचा आणि वरुन खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि तो मस्त असा फ्राय करायचा त्यामध्ये कढईमध्ये. थोडासा चांगला आणि मग त्याचा वास पण जो असतो ना रात्रीच्या भाताचा तो पण निघून जातो आणि ते खायचा एवढा सुं सुंदर लागतो ना त्याची टेस्ट. की एकदम भारी. असं वाटतच नाही, की तो रात्रीच्या आपण ह्याचा बनवला आहे. असं वाटतं असं एखादा तवा पुलाव टाईप वगैरे बनवला आहे आणि त्यामध्ये आपण वेजेस पण ॲड करू शकतो. म्हणजे वटाना म्हणा
हां. हां. हो, हो, हो. हां. हां. बरं. हं. हं. अरे वाह! हां. हां वाह! मग तुम्ही सांग हां, म्हणजे पावभाजी मसाला वगैरे असं का?

हां, म्हणजे काही असं म्हणजे त्याच्या चवीत बदल होत नाही म्हणा थोडक्यात. हां
नाही होत त्याला गरम आपण अ, तूप टाकून, तेल टाकून जर केलं तर चवी अ, नाही होत बदल आणि भाजी पण ती फ्रिजमध्ये ठेवलेली त्याला बाहेर टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचरवर आणायचं आणि मग त्यामध्ये थोडेसे मसाले वगैरे अ‍ॅड करायचे किंवा आपण त्याला थोडीशी वेगळी फोडणी पण देऊन त्याची टेस्ट पण चेंज करू शकतो आणि रात्रीची भाजी जर असली ना अशी, तर त्याला थोडे मसाले वगैरे चेंज केले, थोडी फोडणीचा टाईप चेंज केला ना कोथिंबीर वगैरे अजून टाकायची तर ती भाजी चव अजून छान लागते.
हां. हां. ओके, ओके. अच्छा मग अ, समजा आता पाककृतीत कधी-कधी चुका होतात. म्हणजे कधी-कधी मीठ जास्त होतं, तेल जास्त होतं, मग काय हां, मग ते खारट लागतं, मग ते हां मग ते कसं सुधारू शकतो आपण बेसिकली?
हो नक्की होतं, तिखट होतं. आता सपोज एखादी रात्रीची भाजी उरली आहे किंवा काही तिखट झालंय तर आपण अ, जर खारट वगैरे झाली असेल, तर मग दुसऱ्या दिवशी काय करायचं त्यामध्ये थोडेसे बटाटे चिरून त्यामध्ये एक्स्ट्रा अ‍ॅड करायचे. बटाटा काय करतं मीठ हे शोषून घेतं. म्हणजे हां, तर त्या गोष्टी आपण वापरू शकतो. जरी आपण अ, तेव्हाच नाही हो रोजच्या जर जीवनात पण आपण रोज भाजी बनवतो आणि चुकून जर मीठ जास्त झालं ना, तर आपण अ, बटाटा जरी टाकला की ते बटाटा सगळं मीठ हे घेऊन करून घेतं आणि भाजी पण खूप छान लागते. तसं करू शकतो.
हां. बरं. हां. हां. बरं मग ते म मीठ शोषून घेतं. मग अ, तिखटच्या बाबतीत काय करू शकतो समजा तिखट वगैरे जास्त झालं मग त्यावेळी काय करायचं मग?
अ, त्यावेळेस आपण त्यामध्ये लिंबू पिळू शकतो ज्याण जेणेकरून त्यामध्ये तिखटपणा कमी होईल आणि थोडंसं हां आणि थोडं कधी-कधी काय होतं बघा आणि आजकाल ते हे मिळतं आपल्याला म्हणतो ना ते अशी डाळ वगैरे भाज भाजून ठेवतो आपण चण्याची डाळ, गहू, असं ते त्याचं एक पीठ म्हणतो आपण ते कसं आपण त्यामध्ये अ‍ॅड करू शकतो. ज्वारीचं पीठ म्हणतो ना थोडंसं भाजून घ्यायचं आणि ते जरी त्या रश्यात टाकलं ना थोडं, तरी त्याने तिखटपणा पण कमी होतो आणि त्याला एक थिकनेस पण येतो त्या रश्याला.
तिखटपणा कमी. हां, हां. हां. हां, हां. बरं. हां. हां. बरोबर म्हणजे कन्सिस्टन्सी येते चांगली?
हां, हो आणि दही दही पण अ‍ॅड करू शकतो आपण त्याऐवजी जर तुम्हाला जर आंबट आवडत असेल टेस्ट थोडंसं, तर तुम्ही दही पण अ‍ॅड करू शकता त्यामध्ये, त्याने पण तिखटपणा हा कमी होतो.
हां मग ते हां, बरं. बरं मग त्याची म्हणजे आंबट टाकल्यावर ते नासू वगैरे शकतं असं काही होत नाही का त्याच्यामध्ये मग?
नाही, नाही, नाही होत त्याला थोडंसं अ, तेलामध्ये काय करायचं, थोडे मसाले वगैरे टाकून थोडंसं दही त्यामध्ये चांगलं फ्राय करायचं आणि तो रस्सा एका थोडासा टाकायचा. चांगला मिक्स करून घ्यायचा आणि मग वरतून ते टाकायचं त्यामध्ये. काही होत नाही, तिखटपणा पण कमी होतो आणि छान टेस्ट आहे ते अजून म्हणजे असं वेगळं काहीतरी बनवल्यासारखं वाटतं.
हां. वाह! वाह! परफेक्ट आहे म्हणजे अन्नपूर्णाच आहे तुम्ही म्हणजे प्रत्येक रेसिपीमध्ये काय कमी करायचं, काय जास्त. नक्कीच चांगलं कळतं तुम्हाला आणि मग
हो. हो आणि पिठलं पण राहतं ना कधी-कधी शिल्लक. आपण जे पिठलं बनवतो भाकरी-पिठलं असं सगळ्यांनाच बेत आवडतं आणि ते काय आहे कधी-कधी सगळ्यांनाच सगळेच खात नाही हो. ते शिल्लक राहतं मस्त बनवा म्हणतात आणि बनवले की सगळे बाहेर बाहेर पडतात खायला. मग दुसऱ्या दिवशी काय करायचं त्या बेसनचं पीठ घ्यायचं ते आणि त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ अ‍ॅड करायचं आणि थोडं मस्त अ, मिरची पावडर, थोडीशी हळद आणि मीठ टाकून ना मस्त ते बॅटर मिक्स करायचं आणि जर तुम्हाला अजून टेस्ट पाहिजे असेल, तर तुम्ही त्यात गरम मसाला वगैरे थोडा अ‍ॅड करू शकता. पण अ, शक्यतो टाळतो कारण की घरात लहान मुलं पण असतात ना
हां. हां. हां. हो, हो. हं. हं. हां. हां. हां.